मैत्रीचं नातं कसं एक औरच असते म्हणजे त्यात एक वेगळाच जिव्हाळा असतो, आपलेपणा असतो आणि एक वेगळाच आधार असतो. पण किती वेळा असं होतं की अ, जुनी मैत्री असते नई अ, बोलणं होत नाही, काही असं होऊन जातं की एक अ, टचमध्ये राहत नाही. तर अशा मैत्रीला तुम्ही परत कसं जिवंत करता?
हं, हं. कधी-कधी असं होऊन जातं ना की क मैत्री तर असते परंतु काही वेगळ्या प्रसंगामुळं किंवा काही गोष्टीमुळं आपण अ, ती मैत्री पुन्हा म्हणजे मिळू शकत नाही. तोच एक भाग मला सांगायच आहे माझ्या जीवनामधल्या घडलेल्या काही घटना.
सांगा ना.
हं, हं. तर अ, 10वी चं वर्षानंतर बहुतेक आमचे मित्र मैत्रिण आम्ही सगळे विखुरले जातो आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या वाटेला जातो, त्या ठिकाणी काही जवळचे मित्रही त्याच्यामध्ये विखुरले जातात आणि लांब जातात.
बरोबर, हो. नक्कीच हो.
आणि आम्ही पाहतो की 10वी ला गेट टुगेदरचा कार्यक्रम होतो आणि त्यावेळेसच फक्त शेवट राहतो, परीक्षा राहतात आणि नंतर विखुरले जातं. आणि त्यामधलेच माझे काही, काही-काही जवळचे मित्र होते आणि कधी-कधी म्हणजे आपल्याला आम्ही सोबतच असायचो प्रत्येक वेळेस, परंतु घरच्या काही परिस्थितीमुळं किंवा काही गोष्टीमुळं मग मला 10वी झाल्याच्यानंतर मला दुसऱ्या शहरामध्ये यावं लागलं, वडिलांना जॉब त्या ठिकाणी नव्हतं. तर त्या जॉबच्या निमित्ताने मग आम्ही दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतर झालो.
हो. अच्छा. बरोबर. हां.
<inhales> त्याच्यामुळं मग
अच्छा. मग लगेच झालात, म्हणजे तुम्हाला भेटायला भेटलं म्हणजे म मित्रांशी बोलायला भेटायला वगैरे भेटलं जायच्या आधी, स्थलांतराच्या आधी?
<smacks lips> नाही आम्ही हां, त्याच वेळेस त्यांना माहीत होतं, की 2-3 महिन्यानंतर जाणार आहे किंवा याच्यानंतर फक्त भेटलो आम्ही थोडंफार बोललो, बसलो आणि आम्ही आमची मैत्री म्हणजे खूप चांगली मैत्री होती आणि सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये म्हणजे आम्ही सर्व गोष्टी शेअर करायचो आणि ते बालपणीच्या मैत्रिणी
अच्छा. अच्छा, म्हणजे एकदम अ, हां आणि बालपणीची मैत्री जरा औरच असते.
हं, हं, हं. ते खेळणं, ते जाणं, ते चिंचा पाडणं, ते बोरं खाणं आणि आमचं तसं गाव जे आहे ना, ते आमचं जे शाळा होतो ना, मी जेव्हा 10वीला होतो. ते राहणं माझं अगदी गावाकडचंच. मी काही आम्ही काही शहरामध्ये नाही. परंतु माझ्या वडिलांना तिथं काही जॉब लागला नाही आणि आमची तशी परिस्थिती खूप ह हलाखीची.
नक्कीच. अच्छा. आ. अच्छा.
आणि त्यावेळेसही आम्ही, मी सर्व मित्र असताना ना एकत्रच म्हणजे आम्ही 3-4 जणांचा ग्रुप होता आणि आम्ही त्यावेळेस पण आम्ही खूप मजा करायचो त्या शाळेमध्ये आणि कधी-कधी कोणी बोरं आणायचे, कोणी-कोणी चिंचा आणायच्या, कोणी-कोणी खायचे डब्बे वाटायचे. खाण्यामध्ये असं काही व्यवस्थित नव्हतं.
अच्छा. हां.
तर अ, म्हणजे जे आमची परिस्थिती आहे हं, हं.
ती एक वेगळीच मजा असते, एकत्रपणा असते, बालपणा असतं, निरागसता असतं आणि एक आपलेपणा. म्हणजे तुम्ही अ, म्हणजे खरोखर ते भावासारखं तुम्ही एका अ, कुटुंबासारखं आपण ते एक एवढा जवळ येऊन जातो, जुनी मैत्री, लहानपणाची मैत्री, नक्कीच. मग काय झालं नेमकं? म्हणजे अ, त्यानंतर मग तुम्ही स्थलांतरानंतर अ काय त्यांच्याशी अ, टचमध्ये राहिलात का कसं काय झालं?
स्थलांतर झाल्यानंतर त्यावेळेचा काळ असा होता ना, की काही मोबाईल वगैरे नव्हते आमच्याकडे कोणाकडच आणि हं, हं, आता ह्या, ह्या गोष्टीला झाल्या असतील कमीतकमी 10-12 वर्ष. त्यावेळी म्हणजे काही मोबाईल वगैरे नव्हते आणि त्यांची परिस्थिती अशी नव्हती की मोबाईल घ्यावे. परंतु गरीब हां, आमची सगळ्याचीच गरीब परिस्थिती आहे आणि आम्ही इकडं आलो आणि त्यावेळेस समजा आम्ही आमच्या वाटेला लागलो. मग वडिलांनी नवीन कॉलेजमध्ये मला एडमिशन घेऊन दिलं आणि असंच काही वर्षानंतर, अ, आता ते मित्र पण बहुतेक त्याच्यातले 2 मित्र पण ते गावी दुसऱ्या सिटीमध्ये स्थलांतर झालते तिथं ड्युटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं काही कारणास्तव. आणि मग आम्ही कोणीतरी एका माझ्या मित्राने एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जो शाळेचा मित्र होता आणि त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती त्यांनी काय केलं, ते जोडण्याचा अ हे केलं, प्रयत्न केला की सगळे मित्र कसे ह, कसे जोडता येईल.
अच्छा त्यावेळेला? अच्छा. ओके. अच्छा. अच्छा, अच्छा. लिंक पाठवली, हां. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे एकमेकांचा नंबर वगैरे आला होता याचा अर्थ?
तर, हं. हो, म्हणजे त्या वेळेपर्यंत आलं होतं समजा. आता समजा 10-12 वर्षानंतर समजा मोबाईलचं रेवोल्युशनचं आलतं समजा, हळू-हळू चालू झालते ना. हं, हं. तर ते जोडण्याचा,
हो, हो. हो, हो. म्हणजे तुम्ही पत्रव्यवहार म्हणजे त्याच्या आधी पण पत्रव्यवहार आणि वगैरे टचमध्ये होता का? कसं टचमध्ये होता?
टचमध्ये मी फक्त एखाद्या वेळेस गावाला गेलो ना, तर जास्त अ, फक्त बोलायचं वगैरे. आमची घरं पण थोडेफार गावापासून त्यांचे काहींची घरं लांब होते. तर असं सहसा भेटत नव्हते मित्र आम्हाला. आणि नंतर मग असं झालं होतं परिस्थिती. आणि काही तर बाहेरच्या गावाला गेले होते, 2 मित्र आणि 2 मित्र तर तिथंच होते, परंतु ते श कधी-कधी कॉलेजवर असायचे असं माहीत नव्हतं. आणि त्यावेळेस काय आम्ही मोबाईल नव्हतो वापरत. ते आमचे आई-वडील मोबाईल वापरायचे किंवा मोठाले लोकचं वापरत होते म्हणजे नवीनचं मोबाईलची सुरुवात झाली होती त्यावेळेस. तुम्हाला माहीतचं असेल.
पण फोन तुमच्यापर्यंत पोहोचले होते. एकमेकांचे फोन नंबर तरी आ एकमेकांकडे गेले होते.
हो, हो. ते कसं झालं, मी सांगतोय ना तुम्हाला की त्या मित्राने त्याच्या मो एका मित्राकडे वर्गातल्या फोन नव्हता बरोबर. त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी सर्व मित्रांना जमा करण्यासाठी प्रयत्न चालू केले. तर त्याच्यातनं ते कोणाचे घ्यायचा, घरच्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये टाकायचा असे सेपरेटली फोन नव्हते. ठीक आहे समजलं का? हं, हं. ते घरच्यांचे आता माझ्या घरामध्ये एकचं जर फोन असेन, ज्यावेळेस नवीन मोबाईल आला, तुम्हाला आठवत असेन की प्रत्येकाकडे मोबाईल नव्हते 1चं मोबाईल असायचा. महिन्याला ₹450-500चं रिचार्ज करावं लागायचं. तुम्हाला जर ध्यानात असेल तर, आणि त्यावेळेस फोन चालत होते. आणि सहसा आत्ताची जी परिस्थिती की सगळ्यांकडेचं मोबाईल आहेत. त्यावेळेस ते मोबाईल सगळ्यांकडे नव्हते. आणि मग हं, हं. तर त्यांनी ते मित्रांना एकत्र करण्यासाठी घरच्यांचे नंबर, यांचे नंबर आणि त्यांनी सगळ्यांना फोन करून सांगितले की माझ्याकडे आलेले काही लोकांचे नंबर, आणि तुम्ही पण ना म्हणजे आपण असा कार्यक्रम करतोय की सगळ्यांनी एकमेकांना भेटायचं गेट टु गेदर करायचं म्हणून.
हां, हां. हां, हां. अच्छा! अच्छा, अच्छा. हो, हो. हो, हो. हो, हो. हो. अच्छा.
कुठे? शाळेमध्ये. आहे ना?
हां. अच्छा. त्या ज्या शाळेतून तुम्ही अ, विखुरला गेलेलातं, त्या शाळेत भेटायचं ठरवलं. अरे वाह! मस्त!
मी फक्त हं. हो. त त तर असा प्लॅन तो अ, त्यांनी केला होता आणि खरचं असं वाटलं की जुनी मैत्रीण नव्याने जिवंत करण्याचा, एक प्रयत्नच त्या ठिकाणी चालू झाला होता.
मस्त, मस्त. मग भेटलात तुम्ही?
हं, हं, हं, हं. हो, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला असा-असा प्लॅन करायचा आहे आणि त्यावेळेस पण व्हॉट्सॲप आहे ना, नवीनच आलं होतं, तर त्याच्यामुळं आम्हाला पण, म्हणजे नेहमी आम्ही व्हॉट्सॲपचे मेसेज चेक करायचो, काय आहे? काय नाही? तर मग त्याच्यावरती तो मेसेज आल्यानंतर आम्ही खूप मी खूप खुश झालो आणि आता नवीन मित्रांना भेटेन. असं मला म्हणजे त्या जुन्या मित्रांना भेटेन आणि भरपूर गप्पा मारेल असं वाटत होतं. जुन्या आठवणी यायच्या. गावाकडे गेल्यानंतर आम्ही ती शाळा पाहायचो ना, तर सर्व जुन्या गो अश आठवणी आमच्या मनामध्ये यायच्या. <smacks lips> तर आम्ही गेलो त्या ठिकाणी, आणि 1 दिवस ठरवला गेला आणि त्या दिवशी त्यांनी सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं.
आह! अच्छा. हं.
आज पण आठवतो मी, आज पण आठवतो.
मग काय केलं? पण छान दिवस गेला असेल तो, म्हणजे भेट एकदम सुंदर झाली असेल.
<smacks lips> हो, अगदी ना, खूप सुंदर भेट झाली ती. अ, म्हणजे ज्यावेळेस, तो मला अजून ही आठवतो की तो दिवस, सोमवारचा दिवस होता आणि सकाळीच आम्ही <inhales> निघालो होतो. महिना 27-28 तारखेची ती तारीख होती आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर, खूप म्हणजे पहिल्यांदाच आम्ही काय केलं? पहिल्यांदा ग्राउंडवरती भेटलो. असं डायरेक्टली शाळेत जाऊन नाही भेटलो. तर सर म्हणे, "आपण काय करू?" गेट टू गेदरमध्ये आता, म्हणजे जसं होतं ना, की सर येतात, शिकवतात काहीतरी, छड्या मारतात, काहीतरी ॲक्टिविटी करू म्हणून. तर सर पण खूप खुश झाले आणि आम्ही सगळ्यांना पहिल्यांदा ग्राउंडवर भेटलो, एकमेकांची ओळख करून घेतली आणि जणू काही एखादे हं, हं.
हां, हां. हो, हो, हो. हां, हां. हां, हां, हां, कारण की सगळे मोठे झालेले, सगळ्यांचे चेहरे बदललेले, म्हणजे ओळखत होता का तुम्ही, ओळखलात का सगळ्यांना?
हो, ओळखलं सगळ्यांचे मोठे झालेले, चेहरे बदललेले, काहींचे केस गेलेले. <chuckles> काहींच्या गळ्यात मंगळसूत्र पडलेलं, काही म्हणजे प्रे मुलींच्या गळ्यामध्ये. तर अ, तर या प्रकारची परिस्थिती होते आणि आम्ही कधी ज्यांना साडीवर नाही पाहिलेलं ते आज साडीवर आलेलेत. आणि, खरंच मन असं बहरून गेलं होतं, की "अरे बापरे! ही तीच का रे? ही तो, तोच का रे?" कधी क कधी कोपऱ्यात जाऊन एखाद्या "अरे तू!" पहिल्यांदा मित्र-मित्र भेटून घेतलं आणि बोललो. सरांना भेटलो आणि तोवर आमच्या गप्पा चालू होता. जणू काही दिवसच आम्हाला कमी पडत होता, आम्हाला वाटत होतं की अजून दिवस वाढला असता तर बरंय आणि खूप गप्पा चालायच्या आणि मग काही गमती-जमती असे एकमेकाला. काही
<chuckles> अच्छा. हो. नक्कीच, नक्कीच. खूप हो. हां. <chuckles> <chuckles> मग त्यानंतर तुम्ही टचमध्ये राहिला असेल ना त्या गेट-टुगेदरनंतर?
हो, हो. राहिलो ना, आम्ही टचमध्ये.
मग तर मग परत, तुमची ती मैत्री जिवंत झाली असं म्हणता येईल? परत तुम्ही अ, एकत्र आलात असं म्हणता येईल. भले तुम्ही परत आपापल्या वाटेने अ, गेला असाल परत. पण ह्यावेळेला तुम्ही अ, फोन ने का असेना टचमध्ये राहणार होता.
हो, हो. हो. हं, हं, हं, हं. हो, अगदीच. बरोबर आहे तुमचं. हो, तसंच झालं.
मग असं कधी झालं का? आता हे तुमच्या शाळेच्या मि मित्रांबरोबर झालं की जिथे तुम्ही परिस्थितीनुसार अ, अ, वेगळे झाला होता. पण त्यानंतरच्या पण कुठली अशी मैत्री होती का की ज्याच्यामध्ये अ, गैरसमजामुळे किंवा एखाद्या भांडणामुळे तुम्ही वेगळे झाला होता?
हं. हं, हं. असं काही गैरसमज आणि भांडणं तर माझ्या जीवनात झाले नव्हते. एक माझ्या मित्राच्या जीवनामध्ये झालं होतं आणि तो आणि माझा जवळचा मित्र काही जास्त बोलत नव्हता, तो तसा माझा ही मित्र आणि ते शाळेतीलच
अच्छा. मग त्या लोकांनी ते कसं? म्हणजे तुम्ही काय केलत का? की ते भांडण, म्हणजे गैरसमज दूर होण्यासाठी किंवा भांडण अ, कारण की आपण कसं एक जुनी मैत्री असते, जीवाभावाची, एवढी चांगली अ, मजबूत मैत्री असते <sighs> आणि ती अशी शुल्लकशा गैरसमजामुळे किंवा भांडणामुळे अ, दुरावते, तुटते. तर अ, ते आपल्याला बघायला पण आवडत नाही, तर तुम्ही त्यात काय प्रयत्न केले का किंवा काय झालं त्या अ, मैत्रीचं?
हं, हं. हम्म. हं, हं. हं, <smacks lips> तर गैरसमज असा झाला होता की <smacks lips> अ, काही पैशाच्या म म्हणजे घेण्या-देण्यावरूनच थोडाफार वाद त्यांच्यामध्ये झाला होता आणि थोडाफार गैरसमज झाला होता की <inhales> अ, "यांनी मला एक तारीख सांगितली होती आणि त्या तारखेला ते पैसे रिटर्न नाही आलेत." हा थोडाफार गैरसमज झाला आणि तो म्हणतो, "मी ती तारीख सांगितलीच नव्हती". <inhales> तर हा गैरसमजचा पहिला प्रकार आहे. मी तुम्हाला पुढची स्टेप सांगतो की मग नंतर असा त्यांच्यामध्ये दुरावा वाढला, थोडाफार आणि तो गैरसमज झाला आणि ते ही त्या ह्याला <smacks lips> आले होते, तर अ, गेट टु गेदरच्या कार्यक्रमाला आणि त्यावेळेस ही, म्हणजे त्या लहानपणीच्या गोष्टींना खूप अ, आपण ठेवलेलं राहतं, ते त्यावेळेस ही बोलत नव्हते. <inhales> मग आम्ही काय केलं? मध्यस्थी पडून म्हटलं, "काय झालेलं आहे अरे? तुमचं तर ते जुन्या गोष्टी झालेल्या आहेत, आता काय नवीन झालं ना सर्वं. <inhales> सगळे पहा, सगळे बदललेत आणि सोडून द्या आता." हां, हां, <chuckles> तर अ, तसं झालं होतं ते. मग आम्ही त्यांच्या सलोखा केला आणि ते गैरसमज त्यांचे दूर झाले आणि त्यांनी परत असं प्रत्येकालाच वाटतं की यांनी मला पहिल्यांदा बोलायला पाहिजेन आणि त्याच्या पण मनात होतं यांनी मला पहिल्यांदा बोलायला पाहिजे. पण ते कोणी मध्यस्थी करणारं नसतंच, त्याच्यामुळे ते दोघं ही बोलत नव्हते. परंतु शेवटी मग आम्ही मोठे झालो होतो, समजदार झालो होतो. ह्या गोष्टीमुळे मग आम्ही एकमेकाला बोलायला लागलो. असं ते झालं होतं. हं, हं.
हां, अच्छा, अच्छा. अच्छा. ओके. अच्छा, अच्छा. अच्छा. हो, हो. तुमचे चेहरे पण बदलले. <chuckles> हं. ओके. अच्छा, मग त्याच्यात असं काय झालं का? एकमेकांना माफी वगैरे मागितली का ते पण नाही? म्हणजे विसरूनच पुढे, पुढे सुरुवात झाली?
हं, हं. <sighs> ही मैत्रीमध्ये माफी वगैरे नसती, मला कधी वाटतं की माफी मागणं, म्हणजे ते मोठं, <inhales> तुम्ही डोळ्यातच पाहून ओळखू शकता आणि तुम्ही एकमेकांना मिठी मारू शकता. अशातला भाग आहे तो.
बरोबर, बरोबर. ते पण आहे. हं.
यामध्ये भावनाच असतं, हे काही म्हणजे प्रोसेस नसती ह्याच्यामध्ये काहीच मैत्रीमध्ये, मला तर अशी वाटतं. हं, हं. हं.
नक्कीच, नक्की. आजही तुम्ही आता आपण असं म्हणतो, आता तुमची ओळख वगैरे झाली अ, पण तरी पण आजचं आयुष्य कसं एवढं फास्ट चाललंय की अ, वेळ मिळत नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात अडकलेला आहे अ, व्यापात असतो त्यातनंही हे मैत्रीचं नातं टिकवण्यासाठी तुम्ही काय छोट्या-छोट्या गोष्टी करता का?
हं, हं. हं, हं. हो, नक्कीच. आम्ही करतो ना, छोट्या-छोट्या गोष्टी मैत्रीच्या नात्यासाठी आता तर सध्या सगळ्यांकडेच फोन उपलब्ध आहेत आणि त्या फोनच्या तर्फे आम्ही एकमेकांना बोलणं ब आणि आठवड्यातून 1 आम्ही त्यावेळेसच ठरवलं होतं, सरांनी सांगितलं होतं की आठवड्यातून 1 दिवस का होईना, तुमच्याकडे आता म्हणजे जे पण घरी फोन आहेत, तुम्ही एकमेकाला फोन करत जा आणि कनेक्ट होत जा. आणि मग त्यावेळी नंतरही त्यांनी आम्ही सर्वांनीच शाळेतल्यांनी एक अशी रुटीन ठेवलेली आहे, किंवा आम्ही ग्रुप कॉल करून घेतो, सगळेच जणं. जसं शाळेतला गों शाळेतला जो गोंधळ असतो ना, टेबलावरचा आपण पाहतो, मॅडम, सर म्हणतात, तशाच प्रकारे त्या ग्रुपमध्ये गोंधळ असतो, थोडाफार आवाज होतो. 1-1-1-1 जण बोलतो. मग त्यावेळेस जे शाळेतल्या काही आठवणी जाग्या होतात, नंतर सगळे म्युट करतात आणि 1-1 बोलायला सुरुवात करतात आणि तशा प्रकारचं ती शाळा
हो. नक्कीच, नक्कीच. अरे वाह! हां, हां. हां, हां. <chuckles> नक्कीच, नक्कीच. मग व्हिडिओ कॉल वगैरे पण घेता तुम्ही, असं?
हो, हो. हो, हो. घेतो, घेतो, घेतो, कॉन्फरन्स आणि एक समजा, आमचा मम जसा मॉनिटर असतो ना, एक आम्ही त्या ग्रुपचा म्या ॲडमिनचं ठेवलेला आहे की तो सगळ्या ॲक्टिव्हिटी हाताळत राहतो. कधी व्हिडिओ कॉल कॉलच्या द्वारे काहीतरी गेम घेणार किंवा काय करनार. अशाप्रकारे आम्ही जुने मैत्री जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, आत्ता सुद्धा.
अरे वाह! मस्त. आणि कधी-कधी असं हां, हां. अच्छा. अरे वाह! आणि मग अजूनही तुम्ही भेटत असाल, एखाद्या 6 महिन्यांनी, 1 वर्ष आणि परत गेट टु गेदर वगैरे, वेगवेगळ्या ठिकाणी?
हं, हं, हो, हो. 1-1 वर्षाचा आमचा असा प्लॅन होता का मागच्या वेळेस आम्ही भंडारदरा या ठिकाणी गेलो होतो, सर्व एकत्र. बहुतेक काही मुली वगैरे येऊ शकत नाहीत ते लेडीजचा प्रॉब्लेम, म्हणजे वेगळे असतात त्यांचं. तर पण मुलं तरी सहसा येण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही गावाच्या आस-पास काही ठिकाणं निवडतो. तिथं एकत्र होता येतं असलं तर, तिथं पण होतो. आणि हं, हं.
हां, हां. अरे वाह! छान! छान! म्हणजे तुमची एकंदरीत, तुम्ही जी मैत्री अ, टिकवली आणि ती आजही तुम्ही जिवंत ठेवताय, हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलं, तुमची गंमत-जंमत पण ऐकायला खूप बरं वाटलं. माझ्याशी या गोष्टी शेअर केल्याबद्दल, खरंच खूप धन्यवाद.
तुम्हालाही खूप धन्यवाद की तुम्ही या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या, त्याबद्दल.